नक्कीच. माझा अनुभव आहे जो मला इथे सांगायला नक्कीच आवडेल. अ, माझे काका होते ज्यांना अं, डिहायड्रेशनमुळे ॲडमिट करावं लागलं आम्हाला त्यांना. आणि खूपच अ, सिव्हिअर झालं ते आणि डॉक्टर असं म्हणत होते की खूपच अ, शरीरातलं पाणी कमी झालं आहे आणि अ, थोडंसं धोक्याची घंटा वाजतंय आमच्याकडे. आणि अ, अवस्था एवढी वाईट होती काकांची की त्यांना बाकीचे जे आजार होते ते पण त्यांचे उफाळून आले आणि मग अ, अ, खूपच ते मानसिकदृष्ट्या खचले होते आणि मग अशी वेळ आली की अ, पोटामध्ये पाणी पण राहत नव्हतं आणि औषधांनाही ते प्रतिसाद देत नव्हते. मग अशा वेळेला अ, माझे वडील म्हणजे माझ त्यांचे मोठे भाऊ यांनी अ, यांनी अ, इतकी साथ दिली त्यांची आणि त्यांच्या डोक्यावरून लहान बाळासारखं हात फिरवून त्यांना मानसिक आधार दिला आणि त्यांना हेही सांगितलं की "तू काहीही काळजी करू नकोस. तुला काहीही होऊ देणार नाहीत आम्ही आणि आमचे सगळे प्रयत्न आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहोत आणि तू काहीच काळजी करू नकोस. कशाचीही काळजी करू नको. तू पटकन बरा होऊन तू बाहेर ये." असं जेव्हा माझे वडील त्यांच्याशी अगदी लहान बाळाप्रमाणे बोलत होते ना, त्यावेळेला कुठेतरी त्या दोघांमधले जे बंध आहेत अ, त्याला एक नवीन उजाळा मिळाला आणि इतकी माया, इतकं प्रेम त्यांचं त्यावेळेला कार्यरत झालं होतं की काकांना म्हणजे लगेचच म्हणजे दुसऱ्या दिवसापासून बरं वाटत होतं आणि मग नंतर त्यांचं शरीर औषधांना प्रतिसाद द्यायला लागलं आणि मग अ, कुठेतरी हायड्रेट बॉडी त्यांची जी आहे ती बॉडी हायड्रेट व्हायला लागली आणि मग हळू-हळू 8 दिवस लागले त्यांना रिकव्हर व्हायला, पण खूप छान अ, बरे होऊन ते घरी परतले. आणि तेव्हापासून माझे काका आणि माझे बाबा यांचा जो बंध आहे तो इतका स्ट्राँग झाला आहे. मग या उदाहरणातून मी शिकले की आपण आपण आपल्याच घरच्यांना जर नाही मानसिक आधार दिला, तर कोण देणार ना? म्हणून खरंच गरजेचं आहे, जेव्हा एखादी व्यक्ती बरी नसते किंवा त्या व्यक्तीचा संघर्ष चालू असतो, आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आणि ते असायलाच हवं! असं मला वाटतं बरं! हो.
हां, हां. अरे बाबा! हो का? हां. अरे बाबा! हो, हो. हां. हां. अरे वाह! हां. वाह! बघा. हं. हां, हां. वाह! हो. हो ना. त्यानेच तर त्यांना धैर्य मिळतो ना, नाहीतर अशा नाजूक परिस्थितीत ते काय विचार करणार! आधीच इतका ओझं असतं डोक्यावर की आपण आजारी आहोत आणि इतकं दुखणं आहे. कसं काय होणार आपलं? मग अशा वेळेला जसं म्हणजे तुम्ही म्हटलं की तुम तुमच्या काकांचं आणि बाबांचं बॉन्डिंग इतकं स्ट्राँग झालं. मग अ, कोणती मदत तुम्हाला काय वाटतं की एखाद्या आजारी माणसाला कोणती मदत अ, एक गेम चेंजर म्हणून काम करते म्हणजे त्याला भावनिक आधार द्यायचा की आर्थिक मदत दिलेली किंवा अ, ह्यातनं तुमचं मत काय आहे की काय सगळ्यात जास्त प्रभावी असतं?
अगदीच, अगदीच. हो. अगदीच. खूपच. हो ना. बरोबर. हो ना. हो. अगदीच. हं. हं.